म्हणजे आजीचा हात बसलाय ना तो करून-करून म्हणजे एकदा आई, आजीला माहीत झालंय हं,
हो, हो. हो आणि आता मी बघते ना म्हणजे इतका वेळ लेडीज काय करतात एक तर विकत रेडीमेड पीठ आणतात. तांदळाचं पीठ विकत आणायचं, त्यात पाणी मिक्स करायचं आणि डव तयार करायचं, नारळ किसायला इतका वेळ नाही डेसिकेटेड कोकोनट रेडीमेड भेटते किंवा ते मिक्सरला लावून बारीक करायचं. तर त्याची चव जी आहे ना ती ऑथेंटिक चव ती नाही ती. मला वाटतं ती हरवलीचं आहे.
हां. अच्छा. सर्वच रेडीमेड. नाही आहे. बरोबर आणि हे अ, पॅकेज फूड जे आणतात ना पॅकमधले. जसं नारळाचं हे म्हटलं तुम्ही रेडीमेड भेटतं आणि तांदळाचं पीठही रेडीमेड. ते कुठेतरी प्रिझर्व्हेटिव्ह वगैरे टाकतात त्याच्यामध्ये जास्त काळ टिकावं म्हणून नाही का. असं नाही की ते फ्रेश-फ्रेश बनवून आले. किती 2-3 महिन्यांखालचं असेल ते, केव्हा बनवलंय काय माहित. टिकण्यासाठी टाकतात ते काही-काही.
हं, हं, हं. हं. हां. हं. हो. हो. नक्कीच, नुसतं तेच नाही तर आजकाल तर मार्केटमध्ये मी बघितलेत की मोदक पण भेटतात तसे रेडीमेड मोदक आणि ते पण कसे असतात की ते हाताने बनवलेले नसतात. आजकाल मशिनही आल्यात मोल्ड आलेत, ते मोल्डनी त्याला शेप दिला जातो पण त्या शेपमध्ये
ते रेडीमेडचं आणायचे. हं, हं, हं. अच्छा. पट-पट, पट-पट बंद होतात हं, हं.
आणि त्या शेपमध्ये आणि जे हाताने बनवलेल्या कलाकृती त्यांना इतका फरक आहे. खूप फरक आहे आणि त्याची शेल्फ लाईफ पण खूप कमी असते. अ, तुम्ही घरी बनवलेली ना त्याची ताजे-ताजे फ्रेश खायलाचं ते छान वाटते. हे बाहेरचे विकत म्हणतात आम्ही 2 आठवडे चालतील नाही ना तो पदार्थ 2 आठवडे चालण्यासारखाचं नाही आहे.
फरक आहे. अगदी बरोबर. चालण्यासारखा नसतो. हो, हो जास्तीत जास्त एक दुसरा दिवस सकाळीपर्यंत संपवून टाकायचे असतात आणि मोदक म्हटलं तर मला नाही वाटत की उरत असतील संपून जातात ताजे-ताजे असले तर.
हं, हं. हो, कारण <chuckles> हो, हो म्हणजे ते काय म्हणजे आमच्या घरात तर अ, तसं पण गोड सगळ्यांना प्रचंड आवडतं आणि त्यात जर उकडीचे मोदक गणपतीचा सण बापरे! मग काय 2-3 दिवसातच समाप्त.